कसं असतं ना. मी, असं ऐकलंय, की आपण श्वासावरती अ, खूप काही करू शकतो. म्हणजे श्वासानं आपण ध्यान केंद्रित केलं, तर आपण बऱ्याच गोष्टी कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. पण मला एकदा हे सांगा, की हे ध्यान किंवा हा श्वासावर आधारित जो काही योग आहे, तो आपण नक्की कसा करावा?
हो, हो. अ, कसं आहे बघा अ, तुम्ही बरोबर बोललात, की श्वासावर आपण नियंत्रण किंवा त्याची हालचाल जी असते ती व्यवस्थित जर ठेवली. अ, तर बऱ्याचशा गोष्टी आपण हे करू शकतो. तर नाहीतर तुम्ही ऐकलेलंच असेल ना आपल्याकडे प्राणायाम बघा आहे. आपल्या योगमध्ये आहे. तर अ, कसं आहे, की अ, त्याचं असं असतं, की सुरुवातीला न, साध्या ह्याच्यापासून करायची असते. जसं आपण म्हणतो, की लगेच असं सुरुवात करणं आणि खूप श्वासाचे असे अ, व्यायाम करणं, हे शरीरासाठी घातक होऊ शकतात. जर तुम्ही व्यवस्थित असं शिकलेला नसाल किंवा त्याची कधी प्रॅक्टिस केलेली नसेल. तर मी असं सांगेल, की अ, म्हणजे 5 मिनिटापासून सुरुवात करायची, की आपण म्हणतो ना की हां, अ, जर तुम्ही असं शिकलेला नसाल आपल्याकडे असं नेहमी म्हणतात, की अ, योगा आणि असे हे श्वासाचे जे असतात प्राणायाम ते नक्कीच कोणत्यातरी चांगल्या अ, टीचरकडून शिकावेत किंवा ते व्यवस्थित झाले पाहिजे आणि अ, जर तसं नसेल आपल्याकडे अ, म्हणजे म्हणतात ना काही वेळ नाहीये किंवा हे आहे. तर मग कसं आहे, की आपण अशी सुरुवात करू शकतो, की थोडंसं शांत बसायचं आणि श्वास सुरुवातीला जसा येतोय आणि जसा जातोय, तसं ते डोळे बंद करून
हो. हो. हो ना. नक्कीच. हो. अच्छा. हो. हं.
बघायचं. आणि मग तो एकदा एका लईवर आला ना म्हणजे आपण हळू-हळू ना शांत व्हायला लागतो. आणि जसं आपण शांत व्हायला लागतो ना मग त्याची लय आपल्याला कळते, की आता, अ, म्हणजे आपण तो जास्त चांगला बघू शकतो, कसा तो होतोय, मग 3 ते 4 वेळा आपण कसा ना खोल श्वास घ्यायचा म्हणजे जो नॅचरल असतो ना तो तसा घ्यायचा, तसा सोडायचा. आणि मग आपली जी हालचाल होते ना म्हणजे आपल्या, अ, ह्याच्यातून म्हणजे छातीतून पोटातून अशा ह्या ज्या हालचाली होतात. त्याच्याकडे असं हळू-हळू लक्ष द्यायचं. मग आपलं काय होतं, की असं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, जरा शरीर शांत होतं आणि मग मनही असं शांत होतं. मग त्याच्याने आपल्याला असं थोडंसं चांगलं वाटायला लागतं. तर अशी सुरुवात करावी म्हणजे.
अच्छा. हं, हं. नक्कीच. म्हणजे बघा. अ, आपलं शरीर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मन शांत होणं खूप महत्त्वाचं आहे हो. कारण ह्या मनाला आजपर्यंत कुणीच पकडू शकलेलं नाहीयेत. आणि त्याला कंट्रोलमध्ये आणणं, हे खरंच खूप महत्त्वाचं आहे आणि जे की आपण ह्या श्वासाच्या, अ, पद्धतीनं आपण त्याला कंट्रोलमध्ये काही प्रमाणात का होईना, नक्कीच करू शकतो. अ, बघा पण काय होतं ना, जसं की आपण बोललात, की श्वास घेतल्यानंतर आपण लगेच सगळ्या गोष्टी नाही करू शकत किंवा नाही करायला पण पाहिजेत. पण हे असं मनावर पण कंट्रोल करण्यासाठी आपल्याला लगेच तर काही होणार नाहीयेत. मग त्यासाठी मला काही टिप्स सांगाल का? की जेणेकरून आपल्या मनावरती आपण काही प्रमाणात कंट्रोल करू शकतो किंवा आपल्या मनाला एका व्यवस्थित केंद्रित करू शकतो असं म्हणायला हरकत नाही.
हो, हो. नक्की. हं, हं. नक्कीच. हं, हं. हो. नक्कीच नक्कीच, अ, बरोबर आहे. कारण कितीही आपण शरीराचे व्यायाम केले ना, पण जर ते मन भटकतच असेल ना, खरंच त्याचा काही उपयोग होत नाही. तुम्ही बघा ना आपण किती पण असं हे केलं ना की "नाही नाही, आपण शांत राहायचंय. हे करायचंय." पण ते मन जर आपलं अ, कंट्रोलमध्ये नाहीये किंवा ते त्या परिस्थितीमध्ये नाहीये, तर ते अजिबातच ऐकत नाही. त्यामुळे शरीरावर खरंच त्याचे परिणाम होतात. मग मला कसं वाटतं माहितीये का? की आता बघा आपली जीवनशैली तशी आहे. रोज काही ना काही असतंच. आणि विचार हे येतच असतात आणि आपण सतत त्याच्यामध्ये राहतो. तर मला काय वाटतं माहितीये का की अ, जर आपण अशी जर सुरुवात केलेली आहे की आपल्याला, नाही का, मन शांत पाहिजे हे करायचं आहे
<chuckles> हो ना. हो. हं.
तर सुरुवातच इथून करायची की बाबा ठीक आहे. हे विचार येतात. आपण सारखं त्याच्यावर ओव्हर थिंकिंग करत असतो, याचा त्रास होतो. तर आपण मुळात आपण हे करूया की आणि असं जर आपण जेव्हा ॲक्सेप्ट करतो ना की हां, ही नॅचरल गोष्ट आहे, ही तर होतच असते आणि जर आपल्याला याच्यातून जर बाहेर निघायचंच आहे, तर मग अ, मला असं वाटतं सुरुवातीला ना अ, जराशी अ, शांत जागा निवडायची. म्हणजे समजा आपल्या घरात असेल, अगदी कोपरा पण असेल अ, तरी पण म्हणजे असं, असं थोडंसं स्वच्छ वगैरे करून. आणि म्हणतात ना जर जमलंच असं की तर आपण जर अंघोळ वगैरे केली आहे, थोडंसं आपण फ्रेश झालेलो आहे, तर मग तसं बसायचं. आणि आरामात बसायचं. एकदम आप मला असं वाटतं की एकदम जे ऋषीमुनी करायचे बाबा, तेवढं असं एकदम, नाही का, अ, आपण तेवढं काही करायचं नाहीये आपल्याला. तर म मला असं वाटतं की आरामात बसायचं, हं, असं आरामात बसायचं शांततेची जागा आणि अशी स्वच्छ जागा. आरामात बसायचं. हळूच डोळे मिटायचे आणि मग सुरुवातीला असा प्रयत्न करायचा की हो अ, श्वास येतोय, जातोय. पण कसं असतं, ते बघत असताना लगेच विचार येतात. अजून चहा बनवायचा आहे, हे सगळे उठलेले नाहीयेत, मग मला ते करायचंय, अन् मग मला हे करायचंय." लगेच येतात ते. ते थांबत नाही. तर मला असं वाटतं की अ, ते जेव्हा असे येतात ना आणि असे कंटिन्यू जेव्हा येतात ना, तरी पण असं बघावं की हो, ही जी कामं आहेत ना ही रोजची आहे. ही आपल्याला करायचीच आहे. घरातले आपलं काही ऐकणार नाही आहेत आणि हे होणार आहे. तर काय हरकत आहे? 5 मिनिटासाठी जर मी ह्या श्वासावर अ, जर अ, लक्ष केंद्रित केलं आणि थोडा वेळ शांत बसली तर?" असं जर केलं ना तर अ, 5 मिनिटाच्या ऐवजी कदाचित 1च मिनिटं आपलं लक्ष राहील, कदाचित. पण 1 मिनिटं का होईना, <chuckles> 1 मिनिटं का होईना आपली आपण म्हणतो ना की तेवढं तरी यश आपल्याला मिळालं, बरोबर? म्हणजे आज जर मी करायला बसली आणि 5 मिनिटाच्या ऐवजी 1 मिनिटं मिळालं तरी खूप आहे, कारण उद्या आपले 2 मिनटं होतीलच ना नक्कीच?
अच्छा. हं. हां, हां. <chuckles> <chuckles> नक्कीच. हो. हो ना. <chuckles> हां, हां. अरे वाह! <chuckles> हो. हो. नक्कीच होणार. कारण ह्याला कुणी पकडू शकलेलं नाही, ज्याला आपण एका मिनिटासाठी तरी पकडलेलं आहेत. म्हणजे हे खूप मोठं यश असणार आपल्यासाठी तर.
तर हां, मला वाटतं हां. हां. तेच ना. कारण 1का मिनिटापेक्षा जास्त पण आपल्याला नाही त्याला हे करतायेत. मग ए 1 मिनिटासाठी का होईना आणि जरी दुसऱ्या आणि मला असं वाटतं जरी दुसऱ्या दिवशी वेळ समजा नाहीचं मिळाला की अरे, काल बसली होती. पण आज तर मिळालचं नाही. मग माझं जमलंच नाही हे नाही. तर अशी चिडचिड नाही करायची किंवा अ, लगेचं आपण ना स्वतःला पण दोष देतो. काय मला एवढं पण नाही जमलं. अ, 5 मिनिटं पण मी काढू नाही शकली. यांनी घरातल्यांनी कोणी ॲडजस्टचं नाही केलं. मीचं नेहमी करत राहते. ह्या थोड्याशा गोष्टी अ, अशा येत असतात मनामध्ये. तर मला वाटतं ठीक आहे. म्हणजे असं थोडंसं जाऊ द्यावं. आज नाही तर मग सकाळी नाही तर संध्याकाळी बसा. संध्याकाळी नाहीतर आपण थोड्या वेळ बघा. रात्री आपण कितीतरी वेळ तो फोन ते रील्स वगैरे असे म्हणजे नाही का? 5 मिनिटाचे अ, कधी 1 तास होतो खरचं कळत नाही. मग
हं. हं. हो, हो. हो. नक्कीचं. नक्कीचं. अगदी महत्वाचं बोललात बघा तुम्ही.
हां. हं, हं. तर मग मला असं वाटतं की तो फोन बाजूला ठेवून मग आपण 15 मिनिटं तर देऊ शकतो ना. रील्स जर बघू शकतो. तर मग अ, रात्रीचे 15 मिनिटं देऊचं शकतो. मग थोडंसं ठीक आहे बसल्या-बसल्या आपण बेडवर बसलो आहे. असे थोडी अ, पाठ टेकवली आहे, बसलो आहे, थोडं शांततेत बसलो आहे. तर मला असं वाटतं तेही होऊ शकतं.
<chuckles> हो. खूपच छान. हो. पण यासाठी फक्त इच्छाशक्ती असायला लागेल, बाकी सगळ्या गोष्टी होतील. हं. खूपच छान सांगितलं बघा. मग अ, मला सांगाल का हे जे काही श्वासतंत्र आहेत, म्हणजे जसं की अनुलोम असेल, कपालभाती असेल, हे नक्की कसं करायचं? आणि मग मला त्याचा फायदा सांगा. आणि हे कुणासाठी तोट्याचं ठरू शकतं? हे पण सांगा जरा.
करायला काही हरकत नाही. हां. हं. हो. हं. अ, कसं आहे की अ, जसं आता हे प्राणायाम मधल्या ह्या गोष्टी आहेत, तर मला असं वाटतं की फायद्याच्या तर त्या खूपच आहेत म्हणजे असं असतं ना, की आपण जेव्हा ते करतो, तेव्हा आपलं सगळ्यात मेन म्हणजे मन शांत होतं. एकाग्रता वाढते आणि नर्व्हस सिस्टम जी आपली असते ना, ती हळू-हळू अशी बॅलन्स व्हायला सुरुवात होते. म्हणजे कसं आहे आपल्याला पटकन काही राग येतो अ, किंवा काही वाईट वाटतं कोणी थोडसं बोलल तर, ही नर्व्हस सिस्टम ना लगेच अशी अ, हे होते मिक्स अप होते आणि मग आपण आपल्याला ते कंट्रोल नाही होत. असं असतं. मग कसं आहे की ह्या गोष्टी जर जेव्हा तुम्ही करतात ना म्हणजे समजा अनुलोम, विलोम आहे. तर ह्या गोष्टी हा जास्त फायदा होतो चांगला असतो आणि ते जसं मी म्हटलं की अ, थोडंसं शिकावं. नसेल तर आता बघ वर तर तुम्हाला मिळेलच ना, म्हणजे आणि अ, तुम्ही योग्य त्याच टीचरच बघायचं की त्यांचे सर्टिफिकेशन असतं, हे असतं. ते योग्य प्रकारे शिकूनच करावं कारण ज्यावेळेस मी शिकलेली होती, जर तुम्ही असं नाही केलं ना तर त्याचे अ, विपरीत परिणाम पण होतात. म्हणजे मग ते अ, लंग्स मध्ये आपल्याला त्रास व्हायला लागतो कारण आपण चुकीचा श्वास घेतो, सोडतो त्याच्यावर लक्ष देतो, तर अशा गोष्टी पण होतात असं त्यांनी सांगितलेलं होतं. तर मग अ, थोडं तुम्ही ते बघू शकतात. आणि जसं तुम्ही म्हणालात कपाल भारती आहे हे. त्याच्याने तेच म्हणजे आपले जे लंग्स असतात, फुफ्फुस असतात त्याची क्षमता वाढते. शरीरातले म्हणजे जे टॉक्सिन्स असतात ना, ते बाहेर टाकायला सुरू करत. असं ऊर्जा वाढवतं आणि अ, तुम्ही जे बोललात असं बॉक्स ब्रीथिंग वगैरे जे आहे तर, ह्याही गोष्टी तेच असतं मनाला एकाग्रता करणं, ह्या सगळ्या गोष्टी या करत असतात. पण नक्कीच यासाठी खरंच ते योग्यपणे शिकणं खूप गरजेचं आहे. त्याशिवाय ते करू नये. आणि कोणी नाही करावं तर मी म्हणेल की ज्यांना असे मोठे आजार असतात ना, डायबिटीज असतं, बीपीच असतं किंवा लेडीजला असे बरेच काही प्रॉब्लेम्स असतात. तर अ, जर ते असतील तर नक्कीच अ, यांना विचारावं जे एक्सपर्ट असतात ना, त्यांना विचारावं. किंवा मग तुम्हाला जर डॉक्टरांनी सांगितलंय की योगा सुरू करा, प्राणायाम, श्वास अ, श्वासाचे ध्यान करा. मग तिथे टीचरला जाऊन स्पष्ट सांगायचं की माझे हे, हे रिपोर्ट आहे. असं-असं आहे पण मला करायचंय. मग ते तुमच्यासाठी ना अ, वेगळ्या पद्धतीच किंवा अ, थोडेशे त्याच्यात बदल करून मग ते शिकवले जातात. म्हणजे मी असं बघितलेलं आहे क्लासेस मध्ये की ते त्यांच्यासाठी थोडेसे अशा अ, काही नियम असे थोडे चेंज करतात आणि मग त्या पद्धतीने शिकवतात. हां.
हो. हम्म. हो, ना. हं, हं. हो. हं. हो, ना. हं, हं. हां, हां. हं. अच्छा. खूपच छान, मग बघा आपण सुरुवात तर केली 5 मिनिटांनी ओके. आपण 5 मिनिटांनी सुरुवात केली, आता आपण दिवसेंदिवस वाढवत चाललो आहे. पण असं किती करावं किती वेळ करावं, की जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो आणि तो फायदा आपल्याला किती दिवसात जाणवेल बरं?
हं, हं. अ, कसं आहे, की अ, समजा अ, आता जेवढे पण अ, श्वासाचे प्रकार आहेत आणि अ, त्याच्यामध्ये प्रत्येकासाठी वेगवेगळं आहे आणि आपल्याला जसं शिकवलं तर त्या पद्धतीने जर 5 मिनिटापासून सुरुवात केली तर जास्तीत जास्त 15 मिनिटं. त्याच्यापेक्षा एक प्राण म्हणजे समजा अनुलोम विलोम जर करता आहेत तर ते फक्त 15 मिनिटं. त्याच्यापेक्षा जास्त नाही करायचं आणि मग अ, जे कपालभाती वगैरे जे आहे, त्याचं पण फक्त 15 ते 20 मिनिटं. मग त्याच्यापेक्षा जास्त नाही आणि एकदमच आपण म्हणतो ना, हो, हो. त्याला ना अ, खरंच खूप अ, पद्धती आहेत आणि नियम आहेत. ते नियम जर अ, तुम्ही नाही पाळलेत ना तर त्याचे खरंच खूप अ, चुकीचे परिणाम होतात ते शरीरावर दिसतात आणि खूप त्रास होतो त्या गोष्टींचा. हो, हो. जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने केलं तर म्हणून मग मी म्हटलं, सुरुवातीला एक मिनिट 1 मिनिट 5 मिनिट आणि ते एकदा थोडंस बघायचं, थोडसं शिकायचं आणि ते असं 2 ते 5 मिनिटामध्येच हे करायचं. जेव्हा आपण खूप त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करायला लागतो ना म्हणजे 3 महिने तरी आपण जर केलं ना असं व्यवस्थित 5 ते 10 मिनिटं 5 ते 10 मिनिटं तर हळू-हळू जर तुम्हाला असं वाटायला लागल, तुमची एकाग्रता वाढली, मनाची शांती वाढली आणि अ, नेहमी जे प्रॉब्लेम्स तुम्हाला खूप अ, चिडचिड द्यायचे हे करायचे हळू-हळू तुम्हाला कळायला लागले मग तेव्हा तुम्हाला असं कळायला लागलं ना, की याचे फायदे असे होत आहे. मग हळू-हळू वाढवायचं पण ते पण मिनिटा मिनिटांनी. एकदम जर तुम्ही 15 मिनिटाचे 30 मिनिटं केले लगेच, की हो, मला बरं वाटतं आहे आणि आता मी करेल. तर मला नाही वाटत, की म्हणजे असं काही करावं आणि अशी काही रिस्क घ्यावी.
हं. हम्म. अच्छा! ह, हो. हं, हं. खरंच अ, हे खूप महत्त्वाचं आहे बरं. कारण आज आहे ना ही योगा करावं हे सगळ्यांना माहीती आहेत. पण योगा योग्य पद्धतीनं करावं याच्याबाबतीत मात्र शंका निर्माण होऊ शकते.
हं. नक्कीच.
आणि मग हं, हं.
खूप, म्हणजे गरजेचचं आहे.
आणि कसं असतं ना, हे योग्य ते मार्गदर्शन मिळायलाच हवं, ह्या व्यक्तींना. आणि त्यांनी खरं म्हणजे हे मार्गदर्शन घेण्याआधी जागरूक असायला हवं. तर मला एका मिनिटामध्ये हे सांगा, की या व्यक्तींना आपण जागरूक कशा पद्धतीने करू शकतो? जेणेकरून बघा, जो-तो योगा करण्यासाठी आता तयार आहेत, मला योगा करायचं आहेत. कारण आजकालचे आजारच असे बनत चालले आहेत. पण तेवढी जागरूकता असायला हवी ना?
हो, हो, हो, हो. नक्कीच, कसं आहे जागरूकता म्हणजे बघा, मी असं म्हणेल, की योग प्राणायाम जे आहे ना आपल्या प्राचीन परंपरेमधून आलेलं आहे. त्याच्यामुळे आज कितीही लाईफस्टाईल हे असली कशीही असली, तरी शेवटी आपल्याला त्याचाच हे घ्यावा लागतो, आधार घ्यावा लागतो. तर मला असं वाटतं, की आपल्या याच्यामध्ये सगळ्यांनाच माहिती आहे आणि जागरूकता म्हणजे कसं आहे की एकतर जर तुम्हाला काही आह, पहिलेच त्रास झालेला असेल तर डॉक्टर पण सांगतात आणि आपल्यालाही माहिती असतं की ते अ, केलं पाहिजे. आणि ज्यांना माहित नाहीये त्यांना मग कसं आहे बघा, आता ऑनलाईन पण माहिती असते आणि आपण सुद्धा देऊ शकतो, की जसं मी बोलले ना की आपल्या परंपरेतून आलेलं आहे, तर थोडीशी माहिती जर आपण समोरच्याला दिली की जागरूक केलं, की बघा किती महत्वाचं असतं. त्याचे फायदे जर, तर तुम्ही असे दाखवले, सांगितले आणि थोडीफार जर आजूबाजूची कोणाची उदाहरण दिली ना अशी, की बघा हे करतात यांना चांगलं वाटतंय, ते करतात त्यांना चांगलं वाटतंय. तर मग अशी जागरूकता वाढत जाईल आणि त्यांनाही वाटेल, की अरे आपण हे आपलं शरीर असं सुदृढ ठेवलं पाहिजे.
हो. नक्कीच. हं. हो. नक्कीच. खरंच खूपच छान! म्हणजे बघा, आपण तर सुदृढ बनूच पण आपण आपल्यासोबत 2-3 व्यक्तींना देखील सुदृढ बनवू शकतो. अतिशय छान पद्धतीने तुम्ही माहिती सांगितली बरं. मला खूप आवडली. खूप खूप धन्यवाद.
हं, हं. नक्कीच. तुमच्याशी पण या विषयावर संवाद करून खूप छान वाटलं. नक्कीच पुन्हा बोलूया, धन्यवाद.